अगदी बरोबर. कारण आजकाल बघा ना हो हाताने खायचं ना, तर स्वच्छता म्हणजे बरीच लोकं पाळत नाहीत हो. तुम्ही हे सुद्धा बघितलं असाल. आता घर. हो, हो, हो, हो. आपल्या घरी नाही का काही अटी नियम असतात नाही का म्हणजे अगदी साबणानीच हात धुतले पाहिजेत वगैरे. तर आजकाल मी तर बघतो म्हणजे काम करता-करता लगेच उठतात आता तो हात कुठे गेला असेल त्यांचा ह्याचं भानही नाही ठेवता ते लोकांच्या डब्यात वगैरे हात घालतात. <sighs> तर हे जरा भीती आणि कोव्हिडपासून तर आपण खूपच घाबरलोय ना हो सगळे. कोव्हिडपासून तर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.
हो, हो, हो. काही लोकं हात सुद्धा धुवत नाही जेवणाच्या आधी. हां. हां. हो, हो. हो, हो, हो. भानही नसतं. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. खूपच घाबरले. हो, हो. आणि थोडीशी आपल्यामध्ये अ, जागरूकताही आली. पण अ, घरी असताना मी अगदी हात-पाय धुवून मग बसतो. अ, फक्त ऑफिसमध्ये हातच धुण्याची सोय असते. कारण तिथे पुन्हा शूज काढणं आणि ते सगळं अ, ऑफिसमध्ये जाणं. हातपाय धुणं तसं शक्य नसतं ऑफिसला. तर मग फक्त हातच धुतो मी वॉश बेसीनमध्ये. अ, त तिकडेही छान अ, आपले हँडवॉश ठेवलेले आहेत. छान धुवून घ्यायचे आणि मस्त बसायचं. आणि स्वच्छ हाताने खाल्लं तर आपल्याला पण छानच वाटतं की.
नक्कीच, नक्कीच. हो. नाही हो. हं. हँडवॉश असतो. नक्कीच आणि आजकाल लोकं सॅनिटायझर सुद्धा वापरतात ना. ते ही जरा बरं वाटत नाही का. आता हे बघा हां, हां, हां.
हां, हां. सॅनिटायझर वापरतात. हो, हो. ते एक एडिबल पण असतं ना एडिबल अ, सॅनिटायझर असतात. तर ते ते त्याच्याने हात धुतात वगैरे.
हो, हो, हो. अ, नक्कीच-नक्कीच. बरोबर. तर आता बघा ना हो आजकालची जी तरुण पिढी खास करून आपण पाहिलं ना तर त्यांची खायची पद्धत त्यांची आवड बरीच बदलली आहे. आता तुम्ही नाही का नूडल्स, पास्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या तर आता त्या हातानी तर खात नाहीत. तर कुठे ना कुठे तरी तुम्हाला वाटतं, की त्यांची सवय जरा बदलायला लागली. त्यांना आजकाल काटे चम्मच म्हणा हे सगळं लागतच सगळीकडे.
खूप बदलली. हो, हो, हो, हो, हो. हो, हो. सगळं लागतंच. हो, हो. माझी भाचीला हाताने जेवता येत नाही. ती काही-काही पदार्थच ती हाताने खाते. नाहीतर तिला चमचाच लागतो. म्हणजे चपाती अ, भाजी चपाती, भाकरी वगैरे जे असतात ते साधारण ती हाताने खाते. बाकीचं सगळं ती चमच्यानेच खाते.
हं. चमचाच लागतो. हं, हं, हं.